अ, जरा मला मदत करा ना. तो अर्ज वगैरे काय करायचं आहे? मामा म्हणाला, "बाग घ्यायची तर मग सगळे पैसे द्यायचे का आत्ता?" म्हटलं, "हां फार नाही. अ, दोन कोटी रुपये द्यायचेत."
बरोबर. <chuckles> हं. अरे बापरे!
मामा म्हणाला, "अहो पण असं 2 कोटीचं कर्ज नाही मिळणार इतकं पटकन."
हं.
का? अ, अ, आपण सोनं ठेऊ की म्हणे.
बरोबर, हं.
तर सोनं ठेव म्हणाले बरं चला मग आता ग जाऊ तुमच्या घरी. नाही म्हणाले ते काय बाहेर मोटर सायकल लावली त्याच्यात आहे सोनं म्हणे. किलोभर सोनं मोटर सायकलला पिशवीत खराब घाणेरडी पिशवी होती. ती पिशवीला लावून तसेच आले होते ते.
हं. अरे बाप! ओ बापरे! <chuckles> हं.
त्यांना विचारलं ते म्हणाले, "खराब पिशवी बघितल्यावर लोकांना वाटतं काहीतरी अ हां.
काहीतरी असेल असंच काहीतरी भरलेलं तिच्यामध्ये बरोबर.
असं छातीशी धरून इकडं-तिकडं बघत नेलं की अजून चोरी होते म्हणाले. <chuckles>
बरोबर. <chuckles> म्हणजे त्यांचा तो प्लॅन ऑफ एक्शनच होता, की कशा पद्धतीने सुखरूप त्या सोन्याला घेऊन जायचं आपण.
हां. मग मामा त्यांना घेऊन गेला. ती ठेव तिथे केली. मग तो सोनार बोलवून त्याचं व्हॅल्युएशन केलं आणि सगळं करून त्यांना पैसे मिळाले हे सगळं झालं. मग काय दर सुट्टीमध्ये आंबे आलं, की या म अ, अ, ये आपल्या आंब्याच्या बागेत ना ते एक्सपोर्टचे चांगले आंबे आहेत ते सोडा हे बाकीचे आहेत ते. हा पहावी तेवढे खा. <chuckles> आणि मा मामाला कौतुक कशाचं? माझा विद्यार्थी आहे. नाही, नाही मामाचं माझा विद्यार्थी आहे त्याचं चांगलं झालं.
हं. हं. हं. बरोबर. हं. हां. <chuckles> हां. की आपल्याला आंबे भेटत आहे, हां. हं. हां, बरोबर.